चांगली झोप अ, मी नाही म्हणू शकत. कारण असं अ, माझ्या बाबतीतही झालेलं आहे, की ऑफिसच मी म्हणेल ते टास्क असतात, टार्गेट्स असतात, काही इव्हेंट्स असतो. पण मग त्याने काय होतं, की अ, जे रोजची जी झोप असते ना, ती होत नाही. आणि तो स्ट्रेस असतो ॲक्चुअली तो जो आहे ना, की जे ऑफिसचा आहे, त्याच्याने तो एक अ, जबाबदारीचा स्ट्रेस असतो हे अजून झालेलं नाहीये, झालेलं नाहीये. तो फार वाढत जातो आणि जेव्हा तो वाढत जातो, तेव्हा जरी तो टास्क संपला किंवा हे झालं, तरी पण एका दिवसामध्ये ही झोप होत नाही पूर्ण म्हणजे. की फक्त एवढंच थोडंसं रिलीफ वाटायचं मला की अ, हो झालं हे काम झालेलं आहे, अच्छा, बरं आहे. म्हणजे आता पण म्हणून मग तो एकदम रिलीफची झोप किंवा हे असं मला कधी नाही जाणवलं उलट माझा थोडासा त्रास वाढायचा की रोज जर नाही झोप झालीये, स्ट्रेस आहे, तर मग उलट मला तो त्रास व्हायचा आणि त आणि असंही एक टास्क संपला की ऑफिसमध्ये दुसरा रेडीच असतो. त्यामुळे शक्यतो माझ्या याच्यामध्ये असं कधीच नाही झालं, की हां असं कधी नाही वाटलं.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
नाही, खरंच छान. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. <chuckles> अच्छा. हं, हं, हं, हं, हं. बरोबर. हं, हं. ते तुम्हाला ते नाही वाटलं आहे. नाही, नाही, अगदी बरोबर आहे. मग मला एक आणखीन विचारायला आवडेल, की चांगल्या झोपीसाठी जसं तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही खूप काही बघितलं, खूप लोकांना पण हे विचारलं, तर अ, काही गोष्टी अव्हॉइड केल्याने आपल्याला छान झोप लागू शकते, काही सवयी आहेत जसं की तुम्ही मोबाईल सांगितला, आणखीन काय असं करावं लागेल, की त्यांनी आपल्याला एक शांत झोप लागू शकते?
हो. हं, हं. हं, हं.